आजकाल, असं झालंय ना, सोशल मीडियावर एखादं गाणं वाजलं, की आपल्याला आठवतं, अरे हां, हे तर मी सोशल मीडियावरच ऐकलंय म्हणजे किंवा कोणाला सांगताना असं होतं आणि त्यामुळेच आपल्याला, एक म्हणू शकतो, त्या गाण्यांची ओळख मिळते, म्हणजे आणि आपल्याला असं वाटतं की हे गाणं खूप आधीचं आहे किंवा मग मी हे आत्ताचं नवीन गाणं आपल्याला त्या सोशल मीडियामुळेच कळतं. मग या सोशल मीडियाने तुमच्या संगीतावर काही परिणाम केला आहे का? त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक गाणं ऐकलं की तुम्हाला असं आठवतं की “हां, मी Instagramवर ऐकलं” मग तसं काही असेल तर सांगा?
हां, नक्कीच यार म्हणजे कसं आहे, बघा आपण जे गाणं ऐकतो, मला वाटतं की नक्कीच ते आपल्या ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सुरू असतं किंवा रोजचे जे दिनचर्या असतात त्यात जर ते गाणं आपण सारखं-सारखं, सतत-सतत, ऐकत असलो, तर नक्कीच तो इम्पॅक्ट करतोच. आणि मला काय वाटतं, की सोशल मीडिया जेव्हा आपण म्हणतो ना, की सोशल मीडियाचा इम्पॅक्ट काय असतो आपल्या याच्यावर? तर नक्की सोशल मीडियाचा जो संगीतावर जो इम्पॅक्ट आहे, तो तेवढाच आहे जेवढा आपल्या जो आपला जो डोक्यावर पडतो, म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा आपण शिकतो किंवा कुठलीही गोष्ट आपण शाळेत जाऊन शिकतो, ती तेवढंच इम्पॅक्ट करते, मला वाटतं जेवढं आपण सोशल मीडियावर जी गोष्ट शिकतो. कारण कसं आहे, सोशल मीडियावर शिकणारी गोष्ट आणि सोशल मीडियावर जे ऐकणारे संगीत ते मला वाटते का, कुठं ना कुठं सोबतच असतं. आता कसं आहे मी बरेचदा काय करतो अ, आता मी कुठली कुठली रील बघितली बघा किंवा कुठं द शॉट्सवर बघितलं काही YouTubeच्या, तर तिथं कोणचं जर गाणं आवडतं मला मग लगेच 1 अ, 1 ॲप आहे माझ्याकडे जो असं कुठलंही गाणं जर आपण अ, ऐकवलं त्याला तर लगेच तो डिटेक्ट करतो आणि नाव देतो त्या गाण्याचं. तर मला लगेच त्या गाण्याचं नाव दिसतं आणि मी लगेच YouTubeवर जाऊन ते गाणं ऐकतो मग ते नक्कीच आहे. आणि तिथं कसं आहे <chuckles> मलाही काय माहिती एक वेगळंच आता ते 1-2 वेळा ऐकतो आणि ते नंतरही इच्छा होत नाही त्या गाण्याला ऐकायची, काय माहिती कशी?
बरोबर. हं, हं, बरोबर. बरं. हं, हं, हं. बरं. हं, हं, हं. बरं. अरे वाह! हं. बरोबर. पण मग तुम्हाला असं वाटतं का, की म्हणजे तुम्हाला आता सोशल मीडियाने तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी ऐकता? म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमधली म्हणा किंवा हिंदी, मराठी किंवा मग नवीन अशी, त्याबद्दल काय सांगाल?
हो, हो. नक्कीच, नक्कीच. आता मला कसंय, नवीन तर एवढी नाहीत, पण अ, जुनी गाणी सध्या आवड ऐकायला खरंच खूप आवडत आहेत. आणि असं नाहीये, की मी प्रत्येक जे गाणं ऐकतो, ते सोशल मीडियावरच ऐकलं असेल. नक्कीच आता कसं, लहानपणी माझ्या अ, काकांकडे
अरे! बरं.
1 अ, एफ-एम असायचा रेडियो. तर अ, ते कसे सकाळ-सकाळी उठायचे आणि ते रेड रेडियो लावायचे. आणि मग लगेच ते काय म्हणतात त्याला अ, लगेच ते त्याच्यावर ऐकू येत ना गाणं, की अ, अमीन सयानी के आवाज में अगला गाना तर ते लगेच. <chuckles> अ, नक्की-नक्की. तर मला ते खरंच आवडतं ते. आणि ते एक खरं एक त्या गोष्टीने माझा जो इन्फ्लुअन्स आहे त्या सोशल मीडियाच्या गाण्यांवर, सोशल मीडिया नाही म्हणू आपण गाण्यांवर. संगीतच्या ज्या प्लेलिस्ट आहेत त्याच्यावर खरंच खूप छान केला आणि मला लता मंगेशकर, मोहम्मद रफी झाल्या किंवा आणखी खूप सारे बरेचसे सिंगर आहेत जे 90s मधले आहेत, मराठी सिंगर आहेत, त्या खरंच खूप आवडतात. गाणे स्पेसिफिकली खरंच खूप आवडतात ते. आणि मला वाटतं सोशल मीडिया फक्त एक अ, असं आहे ज्याने की शॉर्ट-टर्मसाठी आपल्याला ते आवडतं, पण लाँग-टर्म जे आहे, मला नाही वाटत सोशल मीडियावरचं जे गाणं आहे ते आवडतं एवढं.
बरं. हं. वाह, वाह! तुमचा आवाज मला तसाच वाटला आता, असं वाटलं मी एफ-एमवरच आहे. <chuckles> हां. तर अ. बरोबर, बरोबर. मग तुम्हाला असं अल्गोरिदम किंवा ट्रेंड्सचं एखादा कलाकार किंवा एखादं गाणं दाखवलं, जे तुमची म्हणू शकता की प्ले लिस्टमध्ये तुम्ही ऐकायलाच लागलात आणि मग तुमचं ते फेवरेट झालं, असं काही झालंय?
हां, नक्कीच, नक्कीच. आता अ, गाणे तसे खूप सारे आहेत. मला कसं पर्सनली सांगू तुम्हाला, मला असे गाणे जे म्हणू शकतो आपण की अ, ज्यांच्यामागे डीप मीनिंग आहे कुठल्या प्रकारचं तरी किंवा त्यांचे जे लिरिक्स आहेत त्यात वेगळाच तो इम्पॅक्ट करतात किंवा एक रीजन आहे, एक स्टोरी आहे त्याच्या गाण्याच्या मागे. ती तसे गाणे मला खरंच खूप आवडतात. जसं एक अ, पंजाबी साँग आहे, खरंच म्हणजे त्या गाण्याची लिरिक्स हां, तर ते पंजाबी साँग जे आहे ते अ, "दो पल" काहीतरी नाव आहे त्याचं आणि त्याची लिरिक्स मला काहीच माहीत नाही त्याची कारण मला पंजाबी येत नाही. तर, मला एकही शब्द त्यातला असा अ, समजत नाही. पण त्या गाण्याचा जो अर्थ आहे, तर, ते खरंच खूप आवडतं. अर्थ किंवा म्हणा किंवा त्याची जी बॅक स्टोरी आहे, ती ती खूप छान वाटते मला. म्हणून मी ते गाणं खरंच खूप ऐकायला पण आवड आवडतं मला ते. आणि मी रिपीटेडली कधी ना कधी आठवड्यातून एकदा-दोनदा ऐकत असतो ते गाणं. तशा प्रकारचे गाणे मला स्पेसिफिकली खरंच खूप आवडतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अ, माझी जी प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमधले 60% गाणे रोमॅटिकच आहेत. असे लव्हवर किंवा कुठलं एका प्रेमीने दुसऱ्या तिच्या प्रेमीसाठी लिहिलेलं असेल, तसे-तसे गाणे खूप आहेत, म्हणून आता मला वाटते की तसा तशा टाईपचा टेस्ट जो आहे तो माझ्या सोशल मीडियावर पण आहे. म्हणजे सोशल मीडियावर पण तसेच गाणे माझ्या फीडमध्ये येतात आणि बाकीचे जे 40% आहेत ते एकदम असे आपण गातो ना मित्रांसोबत एकदम ओरडू-ओरडू एकदम असे अ, काय म्हणतात एनर्जीने तसे टाइप तशा टाइपचे गाणे आहेत.
अरे वा! कोणते पंजाबी साँग आहे? सांगा ना मला. हं, हं. बरं. अरे वाह! अरे वाह! हं. अरे वाह! हं. हं, हं. बरं. बरं. अरे वाह! हं, हं, हं. बरं. अरे वाह! खूपच छान! मग तुमची जरा सांगा ना मला, प्लेलिस्टमध्ये तुमच्या कोणती गाणी आहेत? एकंदरीत काय सांगाल? म्हणजे, लव्ह सॉन्ग्स सांगा. तुम्ही जसं म्हणालात, की तुम्हाला प्रेमाची गाणी आवडतात किंवा पंजाबी सॉन्ग्स अजून. मग त्यातली कोणती गाणी आहेत? यावर सांगा मला.
हां. <chuckles> हां. नक्कीच, नक्कीच. आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, लता मंगेशकर आहेत, मोहम्मद रफी आहेत. लता मंगेशकरचं एक गाणं जे मी जस्ट आता, थोडंवेळ थोडावेळ झाला ऐकत होतो. ते हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे. ते गाणं आहे. नक्की. नंतर त्याच्यानंतर मराठीमध्ये ते आहे बघा, नाव माहीत नाही मला त्याच ते अ, वाऱ्यावरती गंध पसरला ते, ते आव ते गाणं आवडतं. मला असं गाणं आवडतं, स्पेसिफिक असं नाही आहे, की कोणता सिंगर आवडतो किंवा त्या सिंगरचे खूप सारे गाणे. फक्त तेवढं फक्त हां. फक्त ते एक गाणं आवडतं बाकी काही नाही. आणि पंजाबी म्हटलं, तर ते गाणं ते दो पल झालं किंवा तेरे बिन आहे. मला लिरिक्स काहीच माहीत नाही ह्याचे, मला लिरिक्स काहीच समजत नाहीत. फक्त त्याचा मीनिंग जो आहे, फक्त त्या त्याची बॅकस्टोरी आहे. ती खरंच खूप छान आवडते. म्हणून मी ऐकतो या गोष्टी आणि इंग्लिश पण खरंच खूप गाणे आहेत. बरेचसे गाणे आहेत जे वाइब मॅच करतात ते, खरंच ते त्या गोष्टी मला ऐकायला आवडतात.
वाव! हं. ओके येस, हं, हं. वा! वॉव! हं. बरं. म्हणजे ते वाइब्स मॅच होतात आपल्याला आणि ते म्युझिक आपल्या मूडवर वा! वा! गाणं अरे वा! वा! छान, छान. हं, हं. अरे वाह! हं. अच्छा. अरे वा! मग आत्ताचं लेटेस्ट तुम्हाला आता सोशल मीडियाने असं म्हणू शकतो, की तुम्हाला ते खूपच गाणं आवडलं सोशल मीडियावर तुम्ही ऐकलत. आणि म्हणू शकता, की तुम्ही ते तुमच्या रील्समध्ये म्हणा किंवा काही तुम्ही गा फोटो टाकत असाल, तिथे तुम्ही ते युज केलंय, असं काही कोणतं गाणं आहे का? त्याबद्दल काय सांगाल?
<chuckles> अच्छा! आ, बघा मी तर आता स्पेसिफिक असा रील टाकणारा किंवा स्टोरी वगैरे टाकणारा नाही माणूस आहे. पण नक्कीच, मी मला कसं मी प्रोफाईल जी आहे, ती माझी फक्त एक प्रोफाईल पिक्चर आहे. मी Instagram अशा गोष्टी ज्या आहेत, फक्त चॅटिंगसाठी वापरतो, असं की दुसरं काही करत नाही त्याच्यावर मी. आणि 1 गाणं जे मी ऐकलं सध्या त्याचं नाव 'दुरू-दुरू' असं काहीतरी आहे आणि ते पंजाबी सॉन्ग आहे. एक अ, सिंगर-सिंगर्स हां, सिंगरचंही नाव माहीत नाही मला. बट हां, नक्कीच ते गाणं आवडायला सुरु मी सध्या 1-1-2 वेळा ऐकलं ते. आणि खरंच छान वाटलं मला ते.
अरे वाह! हं. हां, मी पण पंजाबी सॉन्ग ऐकतो. असं वाटतं खरं. अरे वा! काय म्हणता, भारी. आणि मग तुम्हाला असं काही झालंय का, की म्हणजे तुम्हाला काय वाटतं की, कोणत्या प्लॅटफॉर्मवर ही गाणं म्हणू शकतो व्हायरल जास्त जात की म्हणजे शॉर्ट फॉर्म ऑफ व्हिडिओ असं म्हणजे रील्स असतात, शॉर्ट्स असतात किंवा मग Instagram, TikTok, म्हणजे TikTok आता बंद झालं आपल्याकडे. पण आधी बघा, म्हणजे डिस्कव्हरी प्लॅटफॉर्ममुळे गाणी वेगवान व्हायरल होतात का? किंवा ह्याचा काही संगीताच्या गुणवत्तेवर किंवा संदर्भावर काही परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतं?
हो, आता कसंय तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला एक ए गोष्ट ऐकून असं अचंब असं वाटेल की जेव्हा कुठलंही गाणं येतं, कुठलाही सिंगर कुठलंही गाणं रिलीज करतो, तो ट्राय करतो की, या गाण्यावर किती सगळ्यात जास्त रील्स बनतील किंवा लोकं कशी या गाण्यावर नाचतील, ज्याने की ते गाणं व्हायरल जाईल. <chuckles> मग 1 ते 1 स्ट्रॅटेजी म्हणू शकतात ते व्हायरल जाण्याची. तर नक्कीच, ते एक आहे आणि एक त्यात चुकीचं म्हणा किंवा बरोबर म्हणा मला काही एवढं वाटत नाही. पण हा, मला जर ते गाणं आवडलं तर ते नक्कीच ऐकतो. ते मॅटर नाही करताना काय विचार करून ते गाणं टाकलंय किंवा काय रील बनवलंय. ते आहे.
हां. बरोबर. हो ना. अरे वाह! खूपच आणि मग तुम्हाला काय वाटतं, की स्थानिक भा भाषा आहेत किंवा म मग म्हणू शकतो, की काही हिंदी गाणी किंवा मग इंटरनॅशनल गाणी आहेत, मग ह्या सगळ्यांना या सोशल मीडियाने काही फायदा दिले आहे का? किंवा मग यामुळे लाईव्ह कॉन्सर्ट किंवा संगीत ऐकण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल झाला का? तुम्हाला वाटतं का? मग त्याबद्दल काय सांगाल?
हो नक्कीच, आता कसंय संगीत ऐकण्याचा बदल तर खरंच खूप झालाय. आणि त्यात मला नाही वाटत, की चुकीचं झालंय, चांगल्याच पद्धतीने बदल झालाय आणि तो झालाच पाहिजे, कुठं ना कुठं बदल जर नाही होत आहे तर नक्कीच ते आता काय म्हणू शकतो आपण त्याला, की एक अ, एवढं चांगलं चालणार नाही ते, जर बदल होत नाही आहे तर अ, गोष्टी ज्या आहेत त्या ओव ओव अंडररेटेड राहतील आणि चांगले गाणे आपण शोधू नाही शकणार.
अरे वाह! खूपच छान. आणि मग तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे या सोशल मीडियाने म्हणू शकतो, की जे संगीत इंडस्ट्री आहे, त्यातले जे नवे कलाकार आहेत त्यांना काही म्हणू शकतो की फायदा झालाय का? आणि मग त्यांना जर फायदा झाला असेल तर तुम्ही त्यांची गाणी ऐकता का? त्याबद्दल काय सांगाल?
त्या तर गोष्टी आहेतच आणि नवीन सिंगर जे आहेत, त्यांचे पण गाणे खरंच मला खूप छान आवडतात आणि बऱ्यापैकी त्यांचे गाणे मी जे आहेत ते ऐकतो आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा नवीन सिंगर आहेत ते त्यांचे मनापासून लिरिक्सच्या मागं मीनिंग दडून अ, सांगतात ते.
हं. बरोबर, बरोबर. आणि मग तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल, की म्हणजे कुठलं गाणं आता तुम्हाला कुठलं असं एक गाणं आहे, जे आत्ता ट्रेंडिंग तुम्ही ऐकलं असं 2-3 दिवसांपूर्वी आणि मग ते तुम्हाला खूप आवडलं आणि तुम्ही ते YouTubeवर जाऊन सर्च केलत आणि मग परत एकदा ऐकलं त्याबद्दल काय सांगाल?
हो जसं मी आता ते सांगितलं पंजाबी गाणं. 'दुर दुरू.' तर ते गाणं मी ऐकतो सध्या ऐकत आहे. तेच मी एका रीलवर बघितलं. त्याच्यानंतर काही कोट्स त्या माणसाचे त्या सिंगरचे ऐकले. म्हणजे प्रेमावर काहीतरी त्यानं शब्द म्हटले होते ते छान वाटले त्याचे. आणखी बरेचसे जे आहेत त्या गोष्टी केल्या मी. मला खरंच छान वाटलं ते गाणं.
हं, हं, हं. हं. बरोबर, बरोबर. अरे वाह! खरंच खूप छान. आणि मग तुम्ही अ, ह्याच्याबद्दल काय सांगाल, की एकंदरीत म्हणजे काही तोटा होतोय का या सोशल मीडियामुळे संगीत पसंतीवर किंवा मग काय फायदा होतोय?
हो फायदा तर मला वाटतं खरंच खूप आहे आणि कुठल्याही व्यक्तीला जर सोशल मीडियामुळे नक्कीच फायदा तर बरेचसे आहेत पण नुकसान पण आहे तेवढेच. सिंगरसाठी फायदा आहे इथं, पण जर तुम्ही जर त्या गोष्टीवरचं स्क्रोलच करत राहाल तर तुमच्यासाठी खरंच खूप धोकादायक आहे आणि ते खरंच छान नाहीये. तर आपल्याला त्या दोन्ही बाजूंना आपण काय म्हणतात त्याला, कन्सिडर करून चाललं पाहिजे.
बरं. नक्कीच, म्हणजे खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलात, की सोशल मीडियाने तुमच्या संगीत पसंतीवर काय परिणाम केला आणि कसं तुम्ही तुमचे वैयक्तिक अनुभव माझ्यासोबत शेअर केलेत आणि खरंच मला तर वाटते सोशल मीडिया हे आपल्या म्हणू शकतो सगळ्यांच्या संगीत पसंतीवर खूप मोठा परिणाम केलेला आहे. आणि मला खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून. आणि, आपण नक्कीच परत भेटूयात लवकरच, धन्यवाद.
की खरंच खूप छान वाटलं तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या गोष्टी ऐकल्या आणि ज्याने की आपण मी जाणू शकलो माझे आणखी जे टेस्ट आहेत त्याबद्दल, खरंच खूप तुमचे आभार.